पहा ना आजकाल काय झालेलं आहे ना, की ऑनलाईन पेमेंट ही आपला एक एकमेव उपाय राहिलेला आहे. आपण पैसे घेऊन नाही जात आणि आपण कुठेही निघतो तर आपल्या फोनमधनं आपण ट्रान्सफर करतो कोणाला या मग कुठे पेमेंट करतो. तर तुम्हाला काय वाटतं ऑनलाईन पेमेंट्स तुमचा व्यवहार कसा बदलतात?
हो ना. हो ना. तर सुरुवातीला मला असं तुम्हाला सांगायला आवडेल, की हे जे ऑनलाईन पेमेंट्स आले किंवा सुरु झाले, तर तेव्हा ना मला खूप भीती वाटायची त्याची. आणि म्हणजे बाकीच्या लोकांनी ऑनलाईन पेमेंट्स वापरायला सुरू केले होते. पण मी तरीसुद्धा कॅशच वापरायचो. कॅशच नोटाच घेऊन फिरायचो.
हां.
पण मग काय झालं की त्याच्यामुळे मग नंतर मला थोडा अ, न्यूनगंड निर्माण झाला, की का रे बाबा आपण एवढं का घाबरतोय? आपणसुद्धा ह्यांच्यासारखे ऑनलाईन पेमेंट्स केले पाहिजे. यूपीआय वापरलं पाहिजे. तर मग अ, नंतर मग मी माझ्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन घेतलं Google Pay म्हणून. तर अ, ते मग तिकडे अकाउंट ओपन केलं. तिकडे मोबाईल नंबर रजिस्टर केला. मग मी नंतर वापरायला सुरुवात केली, तर पहिला जो व्यवहार मला अजूनही आठवतोय. मी अ, दुकानामध्ये साखर घ्यायला गेलो होतो. तर तिकडे अ, त्या काउंटरवर त्याने ते क्यूआर कोडच म्हणतात त्याला तर ते ठेवलेलं होतं. तर मी तर स्कॅन करताना मला खूप गोंधळ झालं सुरुवातीला नेमकं ह्याला काय करायचंय? मला म्हणजे ते कळतच नव्हतं काय आहे बाबा ह्यानी काय ठेवलंय तिथे? मग त्यांनी सांगितलं, की "तुम्ही ऑनलाईन पेमेंट वापरता का?" मग मी म्हणलं हो, म्हणजे मी आत्ताच सुरू केलंय, पण मग मला माहिती नाही की हे कसं करतात नेमकं? मग त्याने काय नाही, मग त्याने सांगितलं, की मी सांगतो तुम्हाला असं तो बोलला आणि म्हणाला की तुमच्याकडे Google Pay आहे ना? मी म्हंटलं हां, आहे. तर मग त्यांनी उघड उघडलं ते माझ्या हातातून त्याने मोबाईलच घेतला. मी त्याला म्हंटलं नाही माझ्याकडे द्या कारण मलाही शिकू द्या. मग त्याने सांगितले की Google Pay ओपन करा आणि ते ते तिथे कॅमेरा स्कॅन करण्याचं एक तुम्हाला दिसेल बघा सिम्बॉल ते ओपन करा आणि तिथून ते स्कॅन करा. मग मी म्हणल पण तुमच्याच अकाउंटला जातील ना पैसे, तुम्हालाच जातील ना? <laughs> तर मग असं मला साधारण खूप टेन्शन आलं होतं. पण मग काय नाही मी तर पिन सेट केलेलं होतं व्यवस्थित, मग पिन वगैरे टाकला आणि मग ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन तेव्हा व्यवस्थित झालं. आणि मग नंतर मग पहिला जो व्यवहार झाला त्याच्यानंतर मग हळू-हळू मी या गोष्टी शिकत गेलो. आणि मग व्यवस्थित अ, मग ते आपण म्हणतो ना की ऑनलाईन पेमेंट केल्यावर आपल्याला ते बँकेचे पण मेसेज येतात किंवा ते Google Payचे पण नोटिफिकेशन्स येतात की झालंय तुमचं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल, तर मग ह्या अशा सर्व गोष्टी यायला लागल्यामुळे मग मला तेव्हा कुठे विश्वास बसला. आणि मीही मग व्यवस्थितपणे हे ऑनलाईनचे पेमेंट्स आहेत. तर मग मी साधारणपणे रोजच बघाय वापरायला लागलो. आणि हळू-हळू म्हणजे आज बघतोय मी तर हा जो पेमेंटचा व्यवहार आहे, हां.
हां. <laughs> हां. <laughs> हां. हां हां. हां. <laughs> हां. हां, हां, हां. तर मला सांगा की अ, तुम्ही सांगताय की तुम्ही भाजीचे मतलब ते साखर घेतली तेव्हा ऑनलाईन पेमेंट करून घेतली, ठीक आहे. पण त्याच्यानंतर तुमच्या दैनंदिन कामाम कामकाजामध्ये जसं बाजार झाला, भाजीपाला मग आपण जसं एकदा सुरुवात झाली ना ऑनलाईन पेमेंटची मग आपल्याला सवय होते. मग त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंटनी तुमच्यामध्ये काय बदल घडलं?
बरोबर. हो. सगळीकडेच करतो, बरोबर आहे. हो ना. तर मग
आणि मग, छोटा प्रसंग सांगा कोणता एक?
नक्कीच, नक्कीच. तर मग नंतर मी अ, म्हणजे सुरुवातीला तर मला ते फक्त किराणा दुकान किंवा मॉल्स, मोठे-मोठे जे स्टोअर्स आहेत. तर या ठिकाणीच ते दिसायचं. पण नंतर एक काही महिन्यानंतर मी पाहिलं, आणि तेव्हाच मला वाटतं आहे, साधारण तो कोरोनाचाच काळ असावा. तर तेव्हा काय झालं, की म्हणजे जे बाजारात जरी गेलो मी भाजीपाला आणायला. तर तिकडे सुद्धा भाजीवाले ठेवायला लागले ते क्यूआर कोड. मला तर तेव्हा आश्चर्यच वाटलं. म्हणलं हे लोकं तर अ म्हणजे आधी तर अ, पैशाने कॅशनीच व्यवहार करायचे आपल्याला नोटच मागायचे. आणि अचानक असे क्यूआर कोड घेऊन बसलेत. तर मग तेव्हा त्यांनी मला सांगितलं, की अहो आता कोरोनाचा काळ चालू आहे. मग ते नोटा बघा, नोटा पण आपण जर एकमेकांना देत असू, तर त्याच्यामधून सुद्धा ते जे कोरोनाचे विषाणू आहेत, तर तेही अ, एकमेकांना ट्रान्सफर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मला त्यांचं ते जे म्हणणं आहे, तर ते खूपच पटलं, आणि मला मग तेव्हापासून तर म्हणजे मग आता तर मी कुठे कॅश म्हणजे जवळजवळ वापरतच नाही. मग तेव्हापासून ऑनलाईनच पेमेंट करायला सुरू केलं. आणि आज-काल मी बघतो, की म्हणजे मी तर एखादं चॉकलेट जरी घेतलं, ₹1-₹2 तर तरी सुद्धा ऑनलाईन पेमेंट तर करतच असतो. सुरुवातीला मला थोडं वेगळं वाटायचं, की अरे ₹2 रुपयांसाठी काय मोबाईल काढायचा आणि ऑनलाईन पेमेंट करायचं.
हां. वाह! वाह! अगदी खरं. हां. मग अगदी खरं, अगदी खरं. मस्त.
मग हो, तेव्हापासून मग मी हे अ, आपलं जे GPayअसतं, यूपीआय असतं. तर त्यानेच मग क्यूआर स्कॅन केलं, की माझं ते काम व्यवस्थितपणे होणं सुरु केलं सुरु झालं.
हो, हो, हो. वाह! वाह! मतलब तुम्ही पूर्ण डिजिटली पेमेंट झालं तुमचं, सुरू. वाह! वाह! मस्त. अरे! छान-छान. तर तुम्ही सांगा, की घरातले आणि कुटुंबाचे जे लोकं असतात, त्यांची भावनिक, आर्थिक संव अ, संवादात काही बदल झाले का? जसं असतं ना, की उदाहरण आपण म्हणतो, की यार देवाकडे पगार ठेव, त्यामुळे नंतर असं कोणाला झटपट पैसे पाठवायचे, तर आपण झटपट पैसे ही पाठवतो ऑनलाईन. त्याच्यानंतर किंवा घर खर्च वाटण्यासाठी काय कसं बदल झालं तुमचं?
अगदी बरोबर, अगदी बरोबर. तसंच काहीस झालं. हो ना. हो. अगदी बरोबर. नक्कीच. तर घरामध्ये ना, आमच्याकडे म्हणजे बरेचसे आता पेमेंट्स अ, हे ऑनलाईनचं होतात. जसं हे Google Pay, यू-पी-आय आले तर तेव्हापासून पूर्ण म्हणजे बदलच झालाय. जसं की मग ते दुधाचं बिल असो किंवा पेपरच बिल असो. तर आधी कसं अ, कॅश देऊन टाकायचे दूध दूधवाले काका जे असतील तर त्यांना ते अ, कॅश देऊन टाकायचे. पण आजकाल आता आम्ही बघतोय आमच्या घरात तर माझे वडील तर डायरेक्ट त्याच्या नंबरवरच 1 तारीख आली की डायरेक्ट त्याचे पैसे देऊन टाकतात. आणि पेपरच बिल सद्धा साधारणपणे तसंच भरलं जायचं. आणि अजून एक गोष्ट मला आठवतय की आधी इलेक्ट्रिक बिल, आपलं जे इलेक्ट्रिसिटी बिल असतं विजेचं. तर ते भरायला ना, तर बँकेमध्ये किंवा कोणत्या संस्थेमध्ये अगदी लाईनला उभं राहावं लागायचं त्यांना, माझ्या वडिलांना आणि कधी-कधी तर ते मलाही पाठवायचे आणि मला तर खूप कंटाळा यायचं तिथे लाईनमध्ये उभं राहायचं. पण आजकाल काय होतंय की जसं ते बिल येतंय, तर ते अगदी ऑनलाईन आम्ही ऑटोमॅटिकली कधी-कधी तर बघतोय मी तर त्यांनी ते ऑटोपेचं ऑप्शन सुरू केलंय वाटतं त्यांच्या मोबाईलमध्ये. जसं बिल येतंय ऑनलाईन विजेचं तसं ते ऑटोमॅटिकली भरलं जातंय. तर या आणि ह्याच बरोबर अ, मला वाटत टीव्हीचं सुद्धा जे रिचार्ज असतं ना, तर ते सुद्धा ऑनलाईनचं आम्ही करतोय. आधी मला वाटत ते केबल वगैरे होती आमच्याकडे तर तेव्हा ते केबल वाले काका यायचे दर महिन्याला. पण आजकाल तर ते पण बिल सगळं ऑनलाईन च सुरु होतंय.
हो, हो. आ, हां. <chuckles> <chuckles> वाह, वाह! हां. अगदी. वाह! <chuckles> हां. मला असं वाटतं तुमच्याहून जास्त ऑनलाईन पेमेंट तुमचे बाबा वापरतात आणि ते खूप जास्त अवेअर ह्याच्याबद्दल. वाह मस्त.
अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. अगदी खरं आहे. आणि मग ते खरंच खूप सोपं झालंय आणि जर बँकेचे पण काही कामं असतील जसं की आपण म्हणतो की पासबुक प्रिंट करायची आधी स खूप सवय होती लोकांना की पासबुक प्रिंट करणे किंवा पैसे भरायचेत किंवा पैसे काढायचेत. तर ह्या गोष्टी सुद्धा म्हणजे खूप करायचे माझ्या घरामध्ये पण माझे वडील, माझे बाबा, आजी वगैरे ह्या सर्व म्हणजे बँकेत जायचे. पण आजकाल त्यांच्या त्या मोबाईल स्क्रीनवरच सगळं क्रेडिटेड, डेबिटेड ह्याच फक्त गोष्टी दिसतायेत मला. तर मग त्यांचेही बरेचसे आपण म्हणतो ना, की वेळही वाचतोय आणि त्यांना त्या बँकेमध्ये किंवा कुठे कोणाला पैसे पाठवायचे असतील तर त्या व्यक्तीकडे प्रत्यक्षात जाण्याची काही गरज भासत नाही. कोणत्याही जगाच्या कोपऱ्यातून ते त्या व्यक्तीपर्यंत पैसे भरू शकतात किंवा त्यांना पाठवू शकतात. तर ते अगदी खूप सोपं झालंय असं मी म्हणू शकतो.
हां. हां. हो, हो. अगदी खरं. आजच्या काळामध्ये ते सोपं झालेलं आहे. अगदी तर, तुम्ही मला हे सांगा, कधी असं असतं ना, की आपण कुठे अ, असेच ठिकाणी गेले जिथे छोटे-छोटे व्यापारी असतात. अ, किराणा, ढाबा, हाट विक्रेता, किंवा मग कुठची अशी अशी कटिंगची दुकान असते. मग ते लोकं कधी तुम्ही अ, तुम्ही अनुभवलं का? की ते लोकं सहज मना करून देतात नाही-नाही आम्हाला नको आहे.
हो ना. हो. हो, ना. हो. झालंय-झालंय. हे ही गोष्ट तर माझ्यासोबत झालेलीच आहे. म्हणजे मी मुंबईला प्रवास करत होतो आणि तर तिकडे जात असताना रात्रीचा प्रवास होता एक्चुअली तो. तर तिकडे जात असताना आमची गाडी एका ढाब्यावर थांबलेली होती. बस आणि तिकडे तो असं तिकडे घाट, डोंगर वगैरे असल्यामुळे तिकडे मोबाईलला रेंजच नव्हती आणि माझं म्हणजे माझं तेव्हा लक्षात आलं नाही. मी तर जेवण वगैरे-वगैरे सगळं करून घेतलं होतं. पण मग जेव्हा पैसे द्यायची वेळ आली तर नेहमीप्रमाणे सवयीप्रमाणे मी मोबाईल काढला खिशातून आणि त्याचा तो क्यूआर कोड स्कॅन करायला घेतला. तर बघतो तो काय माझ्या सिम कार्डला रेंजच नव्हती. म्हणजे माझ्याकडे जे सिम होतं त्याला रेंजच नाही. मग तिथे तर असा अनुभव वाईट आला, की मला म्हणजे खूपच घाबरलो मी आणि मग आता काय करावं? काय नाही. तर मग त्याला मी सांगितलं, की त्या ढाब्यावाल्याला, की "बाबा असं अशी असं-असं होतंय इथे मला नेटवर्क नाही. तर मग काय करू?" तर तो म्हणला की "ते काय मला सांगू नका. मला माझे पैसे पाहिजेत. तुम्ही तर जेवण केलंय."
हां. हां. अच्छा. हां. अच्छा. हां. <laughs> अरे बाप रे! <laughs>
मग अशा वेळेस, मग मला एक आयडिया सुचली, की अ मग माझा जो सहप्रवासी होता, माझ्या बस मधला, मग त्या बिचाऱ्याने त्याला त्याने कॅश आणलेली होती, कॅश होती थोडी त्याच्याकडे. मग मी त्याला थोडी अ, मदत मागितली, की अरे, त्याला सांगितलं, की "अरे ऐक ना, की माझ्याकडे आत्ता कॅश नाहीये. तू आत्ता मला कॅश देतो का?" तर मग त्याने ते त्यावेळेला त्याने दिली कारण मी त्याला विश्वास दिला, की "थोडं पुढे गेलं आपलं नेटवर्क आलं, की मी तुला तुझे जे पैसे आहेत तर ते ऑनलाईन देऊन टाकेल." तोही साधारण मला वाटतंय माझ्यापेक्षा थोडा मोठा होता आणि त्याला हा सेम अनुभव खूप आधी आलेला. तर त्याच्यामुळे त्याने सवय लावली होती, की जरी हे ऑनलाईन पेमेंट असलं तर कॅशही तितकीच महत्त्वाची आहे आणि कारण मग
हां. हां. मी देतो तुला. हं. म्हणून त्याने थोडाफार कॅश ठेवला. <laughs> अरे! अगदी, हे भारत आहे इथे काही पण प्रत्यक्ष नसतं. काही ना काही उलट-सुलट असतंच इथे. वा!
हो, ना. अगदी बरोबर अगदी बरोबर. तर मग तेही तेव्हापासून मग मी जरी ऑनलाईन पेमेंट असेल तर तरी गरजेपुरती किंवा आपल्याला जी गोष्ट घ्यायची आहे किंवा जर जेवण करायचं असेल, तर मग मी आता सुरुवातीला पहिले चेक करतो, की नेटवर्क आहे का? किंवा पेमेंट होतंय का? किंवा मग जर मला, हां तिथे जर जेवण थाळी वगैरे ₹200 असेल तर मी आधीच चेक करतो, की कॅश आहे का 200? आणि तेव्हाच मग मी तिथे जेवण करतो किंवा मग एखादी गोष्ट घ्यायची असेल, तर मी कधी-कधी सुरुवातीलाच पेमेंट करतो आणि मग ती गोष्ट माझ्या हातात घेतो. तर अशी काही म्हणजे सवय मी स्वतःला लावून घेतली. कारण मग आपण बघतो ना, की हे जरी ऑनलाईन एवढं सोपं वाटत असलं तर त्याच्यामध्ये साधारणतः बऱ्याचश्या अडचणी येत असतात. जसं, की मग मी सांगितलं तुम्हाला नेटवर्कचं झालं. हो, ना.
ऑनलाईन आहे का? <laughs> वा! कधी नेटवर्क इश्यू असतो, कधी आपला बँकचा सर्व्हर बंद असतो.
अगदी बरोबर. नेटवर्क झालं, बँकेचे सर्व्हर, त्यानंतर मग कधी-कधी असं होतं ना, की आपले आपले बघा मल्टिपल अकाउंट्स असतात, बँक अकाउंट्स. तर एका अकाउंट मध्ये आपण अ, ट्रा त्याच्यामधून आपण ट्रान्झॅक्शन करतच जातो करतच जातो आणि तिथला बॅलन्स हे होऊन जातो, संपून जातो आणि आपल्या लक्षातच येत नाही आणि नेमकं मग दुसऱ्या बँकेचं सर्व्हर जर डाउन असेल, तर बापरे! मग खूपच फजिती होऊन जाते. तर अशा प्रकारचे अडचणी म्हणजे मलाही आलेली आहे आणि कधी-कधी येतात सुद्धा या बँक सर्व्हर रिलेटेड.
हो, हो. हं. आणखीन हां. मला तुमच्याशी ना एक अजून विचारून घ्यायचं आहे, कि तुम्हाला कधी वाटलं का? हे मला जाणवलंय म्हणून मी तुम्हाला विचारतोय, कि जेव्हापासून आपण ऑनलाईन आलो आहे. ऑनलाईन पेमेंट्स करत आपलं खर्चावर काही तोलच नाही राहिलं. आपण फक्त हे 50 त्याला दिले, 20 त्याला दिले आणि अशामध्ये आपलं पूर्ण बजेट राबलं जातं. त्यामुळे कधी-कधी तुम्हाला असं वाटलं, की नाही यार कॅश बरा होता यार.
अं? हो, ना. अगदी बरोबर. हो ना. म्हणजे बघा ना आपण कॅश जेव्हा व्यवहार करतो ना, नोटा देतो ना तर तेव्हा एक वेगळीच फील असते कारण आपण त्याला स्पर्श करत असतो आणि आपल्याकडून ते खर्च होत आहेत. तर तो एक वेगळाच अ, फील आपल्याला येतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे बजेट आहे आर्थिक आपलं जे बजेट आहे, तर यावरही बऱ्यापैकी नियंत्रण राहतं. आणि आपण Google Pay वगैरे असं जेव्हा यूज करतो, ऑनलाईन पेमेंट आपण असं, आपण असं वापरतो की जसं काही ती Google कंपनीच आपल्या <chuckles> आपल्यासाठी पे करतीये. हो ना, तसंच होतं. तर मग मलाही असंच वाटतं की अ, म्हणजे ठीक आहे की ऑनलाईन पेमेंट आलंय. जे की खूप सहज आहे, सोप्पंय आणि कुठेही कधीही कोणालाही तुम्ही करू शकता. पण जर तुम्हाला खरंच आर्थिक नियंत्रण पाहिजे असेल, तर एक तर मग तुम्ही आजकाल मी बघतोय म्हणजे मलासुद्धा आत्ताच हल्ली कळालं की अ, एक अ, त्या ॲपमध्येसुद्धा काही फीचर्स आलेत की जे आपल्याला रिमाइंड करतात की तुम्ही आज एवढा खर्च केलाय किंवा मग तुम्ही स्वतःची एक लिमिट तिथे सेट करू शकता. जेणेकरून काय होईल की तुम्हाला म्हणजे थोडं भान राहील की "अरे बाबा की तू आज एवढे खर्च केलेत. तुला खरंच खर्च करण्याची गरज आहे का?" तर असे मग तुम्ही फीचर वापरू शकता ऑनलाईन पेमेंट्सवर. नाहीतर मग अ, आपल्याकडे कॅश तर आहेच जे की आपण खूप सुरुवातीपासून आधीपासून वापरतच आलोय आणि तेव्हा खरंच आपलं जे आर्थिक नियंत्रण होतं तर तेव्हा खूप चांगल्याप्रकारे होतं जे की ऑनलाईन पेमेंटवर आता राहत नाही. पण जसं मी सांगितलं की आपण हे अशा प्रकारचे फीचर्स वापरू शकतो. त्यामुळे खर्चावर कंट्रोल होईल. हो.
एवढं हां, एवढा पैसा देतोय आपण. हां. हां, अगदी खरं. ते धडपड, धडपड. हां. आपल्याला पैसा देते आहे हां, हां, हां. हां. हां. हां. अगदी. अगदी खरं. वाह! वाह! वाह! मस्त, मस्त. आणि आत्ता अ, जसं तुम्ही म्हणाले की ऑनलाईन पेमेंट्स आत्ता आपण सर्व वापरतोय. तर तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये फसवणूक पण वाढलेली आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला गोपनीयता ठेवायला पडते, मग तुमची व्यवहाराची ट्रॅकिंग पण असते. मग तुमची काय सल्ला असणार आहे जो लोकं ऑनलाईन पेमेंट वापरतात त्यांनी काय, काय-काय बाबतीवर लक्ष द्यायला पाहिजे?
हो. अहो खूपच. हो ना. हो ना. हो नक्कीच. तर अशा वेळेस तर सुरुवातीला अ, जे काही यू-पी-आय ॲप्स आहेत, तर त्याला सर्वात पहिले आपण एक पिन तिथे ठेवला पाहिजे. त्याला आपण एक प्रोटेक्टेड केलं पाहिजे, जेणेकरून कोणीही आपला मोबाईल घेऊन अ, ते आपल्या अकाउंटमधून पैसे कोणाला ट्रान्सफर करणार नाही किंवा कोणाला पाठवणार नाही. तर सर्वात पहिले पिन तिथे आपण सेट केलं पाहिजे. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन करतानासुद्धा आपण तिथे पिन सेट केला पाहिजे. जेणेकरून जरी जर आपल्या मोबाईलचा लॉक कोणाला माहिती असेल आणि तेच जर त्यांनी जर ॲप पण उघडलं तसंच. पण मग ट्रान्झॅक्शन नाही झालं पाहिजे. असं डबल ड्युअल व्हेरिफिकेशन म्हणतो ना, ड्युअल रिकॉगनायझेशन तर ते त्यांनी अ, ठेवलं पाहिजे जेणेकरून काय होईल की आपली फसवणूक बऱ्यापैकी कमी होईल आणि तसेच ओ-टी-पी कोणालाही सांगू नये. तर अशा बऱ्याचश्या ज्या आहेत अ, टिप्स तर अ, त्या सर्वांनी फॉलो केल्या पाहिजे असं मला वाटतं.
हो. हां. अगदी खरं, अगदी खरं. वाह! खूप छान, खूप छान सांगितलंय तुम्ही की ऑनलाईन पेमेंट्स अ, तुमचा व्यवहार कसं बदलून देतात आणि तुम्हाला काय सुरक्षाच ध्यान पण ठेवायला पाहिजे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून खूप अ, मज्जा आली आणि खूप छानशी तुम्ही तुमचे अनुभव सांगितले. मनापासून खूप आभार आणि खूप-खूप धन्यवाद. तुमच्याशी नक्की परत बोलायला मला खूप आवडेल. खूप-खूप धन्यवाद तुमचा.
हो. हो ना. मला एक तुमच्याशी हो ना, हो ना. मलाही तुमच्याशी बोलायला पुन्हा-पुन्हा आवडेल. त्यासाठी तुमचे खूप-खूप धन्यवाद.
धन्यवाद.